नक्कीच. तर तिने असं केलं एकदा की अ, म्हणजे अ, आम्ही एक शीट असायची त्या शीटमध्ये आम्ही चेंजेस करायचो डायरेक्टली Google शीट असायची. आणि तिथे कळून येत ना की कोणी काय चेंजेस केले तर हिने सगळे चेंजेस केलेले आम्ही व्यवस्थित केलेली आणि तिने आमच्या अ, म्हणजे अ, श शीट्समध्ये जाऊन जिथे आम्ही व्यवस्थित केले त्याचे मुद्दाम खोटे नंबर टाकले आणि कळत होतं आम्हाला सगळ्यांना की अ, एक बॅकअप आम्ही ठेवलेला ऑलरेडी आम्हाला सवय असायची की झालं काम प्रत्येकाचं की डाउनलोड करून पुन्हा अ, हे करायचं पाठवून द्यायचं आणि मग हिने स्वतःहून चेंज केलं सांगितलं की "हे बघा, किती चुका आहेत," असं तसं आणि मग त्याच्यावरून भरपूर ओरडा मिळाला सगळ्यांना असं झालं की आणि स्वतःच तिने चांगलं ठेवलं.
हां. अरे बापरे! हां. हां. हां. हां. मग ते अ, त्याच्यामध्ये म्हणजे काही रिस्ट्रिक्टेड एक्सेस किंवा असं ते शेअर ड्राईव्हमध्ये वगैरे असतं ना, ते क कायम ओपन असतं, मग तसं काही केलं नव्हतं का तुम्ही त्याच्यामध्ये बदल वगैरे? हां.
हं, हं. हं. हो. ते ते दिसून येत होतं तीचं, तिनेच केलंय लास्ट म्हणून आणि त्याच्यावरून कळत होतं. पण तिने सांगताना सांगितलं की "हे मी फक्त एक जस्ट इथे हा आय." किंवा "ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत." आणि त्यांना इतका विश्वास होता त्यांच्यावर असं झालेला, की एखाद्या 2-3 आठवड्यामध्ये हो, सगळा विश्वास, आणखी त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की आम्ही जे जुने आहोत ते काहीतरी आम्ही काहीतरी चुकी आणि हे असं कधीच झालं नव्हतं. कधी चुका नाही व्हायच्या किंवा कधी काम वेळेत पूर्ण व्हायचं सगळं एकंदरीत. आणि अ, ते त्यांचं अ, तर त्याच्यामुळे झालं की, तिने काय केलं, ज्यानी अ, ज्याच्यावर तिचा राग होता. म्हणजे ती पर्सनली तिला कोण काय बोललं, तर तिने अ, त्या म्हणजे जो मुलगा होता त्याला पर्सनली घ्यायची आणि तिने काय केलं, त्यांना सांगितलं की "ह्याने मला असा त्रास काहीही बोलला, असं केलं." तर मग त्यांनी त्यांच्यावर ॲक्शन घेतली बॉसने, जे सगळे आम्ही चांगले म्हणजे 2 च आठवड्यामध्ये अशा गोष्टी व्हायला लागल्या, अ, येऊन. आणि मग खूप भांडण व्हायची. म्हणजे हे चांगलं न म्हणजे अनप्रोफेशनल वातावरण तयार झालेलं तिथे वेगळंच. आणि मग ते ऑफिस पॉलिटिक्स म्हणतात की अ, काही कौशल म्हणजे ते अ, त्यांना खूप टाईम लागतो काम करायला, त्यांचं जे आहे ते खूप जुन्या गोष्टी करताहेत ते आणि ह्या खूप युजलेस आहेत. त्यांना ह्या गोष्टी येत नाही आहेत. मी किती शिकवलं किंवा काहीतरी खोटं. हां.
हां. हो, विश्वास म्हणजे आंधळा विश्वासच म्हणायचं तो. हां. पर्सनली घ्यायची. हां, पर्सनली. अरे! हां. हां. हो, हो. हां. म्हणजे खोटं तिनं थोडक्यात लादण्याचा प्रयत्न केला बॉसवर तुमच्या. मग त्या म हां.
नक्कीच, नक्कीच. आणि मग ते ऑफिसमधलं आणि त्यांना असे म्हणतात ना एखाद्या अ, म्हणजे त्यांची सत्ता दोघांची आणि त्यांना जर कोण चांगलं बोलेल तर त्यांच्यासोबतच ते चांगले. आणि मग असं तर कोणीच तसं नव्हतं की कोणाला म्हणजे जॉब सगळेच करतात. म्हणजे असं होतं की प्रत्येकाला काहीतरी गरजे ई-एम-आय असतील तर, काय तर ते काहीतरी ऐकून घेतात. तर लकीली आमचं असं काही नव्हतं, की आम्ही म्हंटलं, "हे चुकीचं आहे." तर जॉब असलं तरी काय, चुकीचं का आपण आहे? ही उद्या म्हणजे त्याच्यावर आली तर मग, उद्या आपल्यावर पण येणार आहे कधीतरी. अ, किंवा मुद्दाम जागा तिने चेंज केल्या. म्हणजे इतकं ते ऑफिसमध्ये बसायचो ना, तिथल्या जागाची खूप प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. गप्पा मारतात. तर मग हे सांगून तिने बॉसला सांगून की आपण चीट पाडूयात. कोणी कुठे बसायचं काय म्हणजे काहीही फालतूगीरी चाललेली होती. येवढं चालू होतं. हां. खूपच, खूपच की अ, आणि अ, असं तर अ, काहीच नव्हतं की बाबा आम्ही सगळे काम करत होतो, एकंदरीत सगळ्या गोष्टी आणि हा खूप चुकीचा वाटत होता एकंदरीत आम्हाला. की म्हटलं, "हे काय चाललंय? अ, हे खूप चुकीचं म्हणजे इतके आपण मोठे आहोत आणि हे काय आहे?" म्हणजे एखादी मुलगी येते आणि हे असं फालतूगिरी म्हणजे गेम आहे का हा एकंदरीत अ, असं वाटायचं.
हो. हो, हो. हो ना. हां. हो, हो. अरे बापरे! म्हणजे एवढं म्हणजे इंटरनल ह्याच्यात तिने फारच लुडबुड केलेली दिसती आहे म्हणजे थोडक्यात वातावरणामध्ये. मग हां. हां. हो ना.